अ, पाऊस अ, पडला की अ, खाण्यापिण्याचं कसं होतं, की अ, थोडं बदल व्हायचा, म्हणजे आपण म्हणतो ना, की अ, अ, सगळं असं मातीचं असतं, सगळं चिखलाचं असतं, तर त्या प्रकारचं पदार्थ आपण खात नाही. म्हणजे लगेच नाही बाहेरचं खायचं नाही असं. अशा काही गोष्टी बदल भाज्यांमध्ये सगळं बदलतं आणि अ, कसं असतं, की पावसाळा असा हळू-हळू सुरु झाला, की आपले ते जे छोटे-मोठे सण असतात ना अ, ते सुरु होतात. म्हणजे अ हां, म्हणजे आपल्याकडे बघा ना उपवास वगैरे पण अ, ह्याच दिवसांमध्ये जास्त असतात, की हां, म्हणजे अ, असं आता कसं आहे की देवाचं हे सांगतात पण मग ते कळतं की त्या दिवसांमध्ये आपण जास्त अ, हेवी नाही खात, हे नाही खात. कारण पाऊस सारखा पडत असतो. तर ह्या सगळ्या गो
हां, हां. हो. बरोबर. हो, हो, हो. हां, हां. बरोबर. हो. हो. बरोबर.
आपल्याकडे आहेत.
बरोबर. खूपच छान. तर मला सांगा म्हणजे पावसामध्ये तुम्ही असा एखादा छान असा मस्त गरम-गरम असा पदार्थ बनवता का आणि तो पदार्थ तुम्हाला नेमकं कोणाच्या हातचा आवडतो मला काही सांगू शकाल?
अ, मला ना अ, जास्त करून अ, अ, गुळाची पोळी असते ना, ती तुपामध्ये जेव्हा आई बनवायची, ती मला खूप आवडते. असं ती ते गुळ अ, हं, अशी गुळ-तूप पोळी असते ना म्हणजे ते असं गुळ वगैरे क करून आणि ते गरम-गरम तूप आणि मग ते थंड वातावरण असलं, की ते गरम-गरम खायचं दुधाबरोबर, ते मला प्रचंड आवडायचं. त्यामुळे ना मी तिला असं असं पाऊस सुरु झाला, असं थंड वातावरण झालं, की मला त्याचीच आठवण यायची की "तू बस बनवून दे" आणि असं जायचं पण असेल कुठे असं म्हणतात शाळेत पण मला मग "तू तीच बनवून दे." पण ती नाहीच म्हणायची कारण तू शाळेत असं जेवण ते काय जेवणाचा प्रकार नाहीये ना. पण मला तो खूप आवडायचा आणि मग अ, अ, आलं नंतर की संध्याकाळी आमच्याकडे ठरलेलंच असायचं की जर चहा, अ, हे घेतलेला आहे ना, तर मग त्याच्यासोबत काहीतरी तळण्याचं असणारच. म्हणजे जसं मी बोललीच, की हां, म्हणजे ह्या गोष्टी असतातच. कारण मग प्रत्येकाला त्याची इच्छा होते आणि मला ते खूप का आवडतं कारण आमच्याकडे सगळे असे जमायचे, बसायचे. त्यावेळेला आपण कसं एकमेकांशी संवाद साधायचो. मग ह्या गोष्टी अशा खूप आठवणीत आहे. जसं मी म्हटलं ना, की शहरामध्ये असं एवढं होत नाही. मुळातच थोडी जागा कमी असते, आपण जेवढं खिडकीतून बघतो तेवढंच आणि अ, असे छानच अनुभव येतात. पण तरी पण थोडा फरक असतो, असं मला वाटतं.
अ, हो का. हां, हां, हां. अच्छा. हो, हो, हो. हो, बरोबर. हो. हो. बरोबर.